आ हो, नाही बाहेर तर जातोच, पण ज्यावेळी घरात असते ना, त्याचं मी सांगते आहे की मी काय-काय करते घरामध्ये हां, तर एक दिवस आम्ही बाहेर जातो, एक दिवस घरात असतो. असं करतो जनरली हां. तर मग हे करायचं, मग थोडं मग रात्री काय असं जेवणाला एवढी भूक नसते, एवढं दुपारी जड नाश्त्याला ब्रेकफास्ट असा केला आहे म्हटल्यावर, मग रात्री काहीतरी लाईटच असं भात किंवा अ, रस्सा वगैरे असं काहीतरी खायचं हलकं, कोशिंबीर करायची थोडीशी आणि खायची, बस हां. मग बाकी काही नाही लागत. मग असं कोई कॉफी प्यायची वगैरे असं होतं मध्ये, मग अ, संध्याकाळी कॉफी प्यायचा टाईम असतो, मग सगळे एकत्र कॉफी घेतो आम्ही. गप्पा-टप्पा असतो हो, मग नाहीतर मग कधी गेस्टला पण आम्ही फ्रेंड्सला ना इन्व्हाईट करतो मग रविवारी की "तुम्ही असं-असं या संध्याकाळी," मग त्यांच्यासाठी काहीतरी ब्रेकफास्ट ठेवायचा किंवा ऑर्डर करायचा असं करते मी. म्हणजे काही पण त्यांना आवडतं पावभाजी वगैरे काही. घरात बनवते जमलं तर, नाही तर मग सरळ ऑर्डर करते समोसाज वगैरे असं काहीतरी करून कॉफी पिणे म्हणे त्यांच्याबरोबर थोडा टाईमपास, थोडेसे फनी गेम्स ठेवायचे, मग ते <chuckles> गप्पा वगैरे होतात ना हां, मग हा एकंदरीत असतं आमचं रुटीन, असं रविवारी हां.
हो. ओके. वाह! वाह, वाह! हलकं जेवण. हो आणि. <chuckles> किती छान! हो, हो. <chuckles> ओके. <chuckles> छान, छान! छान, छान! मग वाह! किती छान! मग मला अजून एक अ, अ, तुम्हाला विचारायला आवडेलच की मग सुट्टीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांबरोबर असे बॉन्डिंग अ‍ॅक्टिव्हिटी काही खेळता की नाही? करता की नाही? आणि मग ते काय आहे?
हो, हो. हो, नक्कीच. तर अ, मुलांबरोबर म्हणजे त्यांचं प्रोजेक्ट कंप्लीशन असतं ना, ते मंडेला लोड होऊ नये म्हणून रविवारीच कंप्लीट करायचं. मग त्यांना थोडं गाईड करायचं, कसं करायचं, काय करायचं, थोडं YouTubeवरनं सांगायचं, थोडं स्वतः गाईड करायचं किंवा मग त्यांच्याबरोबर अ, बॅडमिंटन वगैरे मी खेळते, म्हणजे बॅडमिंटन, शटल वगैरे असतं, तर मग त्यांच्याबरोबर खेळलं की मग थोडं बरं वाटते. मग तुमचं पण एक एक्सरसाइज होते हो, हो. आणि त्यांच्याबरोबर दंगा करता येतो तुम्हाला. आणि मग ते ते चीटिंग होते, मग तो दंगा होतो. मग त्यांना समजवायचं, मग त्याच्यातच वेळ जातो सगळा, एक तासभर दीड तास काही असेल ते. मग मॅचेस असतात, मॅचेस लावायचे त्यांच्यासोबत. मग थोडे मोठ्यांसोबत अ, अन् अ, किंवा त्यांच्यासोबत असं चाललेलं असतं म्हणजे अ, मग लहानांसोबतच खेळते, म्हणजे इकडे मी, इकडे ते. तर ते पॉईंट काउंट करायचे, मग त्यांना फार इंटरेस्ट असतो ना, असे पॉईंट झाले, तसे झाले, मम्माने असं केलं, मम्माने चीटिंग केलं, मग ते समजवायचं त्यांना. <chuckles> हो, फार मजा असते ती.
<chuckles> ओके. अप्रतिम! क्वालिटी टाईम. मुलांबरोबर. <chuckles> हां. हो. <chuckles> बरोबर आहे. अगदी दिवस जातो संडे निघून जातो. मग इतकं सगळं ह्याच्यामध्ये मग तुमची घरातली साफसफाई वगैरे पेंडिंग राहते का? की ते करून घेता त्याच दिवशी सुट्टीच्या दिवशी?
हो, हो.